बघा ना, आपण रस्त्यावर रोज चालतो आणि त्याच्यानंतर आपल्याला खूप सारे असे माणसं पण भेटतात. पण त्यातून एखादा माणूस असा असतो का जो आपलं आयुष्यच बदलून देतो, नाही का? आणि काहीतरी सल्ला देतो. मग तो सल्ला नेमका काय अहं राहतो? म्हणजे, कोण तुम्ही? असं मला सांगाल का? नेमकं त्या रस्त्यावरील एखाद्या माणसाने दिलेला सल्ला तुम्हाला आठवतं का?
हं. बरोबर. हं, हं. हो, आठवतं ना मला तो माणूस कोण होता? मला नाही माहिती. पण त्याचा सल्ला मला आजही माझ्यामध्ये तो आहे आणि त्या गोष्टीचा मी हातावर टॅटू केलाय.
आ?
त्याने जो मला सल्ला दिला होता. हां. मी खरं सांगतोय हे की त्यानी जो सल्ला मला दिला होता ना ते माझ्या लाईफची एक ओढ झाली आहे. आणि अ, तो जो सल्ला होता माझ्यासाठी तर असं झालं होतं की मला आजही आठवतं की मी जॉबवर होतो. मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो आणि इतकं फ्रस्ट्रेट झालो होतो, इतकं फ्रस्ट्रेट झालो होतो की मला काही समजतच नव्हतं. माझं प्रमोशन एका माझ्या बॉस आणि त्याच्या माझी 1 कलीग होती. त्यांच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांनी तिला प्रमोशन दिलं, पण मला नाही दिलं. आणि बोलतात ना की ते
म्हणजे? हं, हं. हं, हं. अरे बापरे!
म्हणजे की जो डिझर्व्ह करतो त्याला आयुष्यामध्ये कधी काही भेटत नाही. आणि जो फक्त प्रेम करतो पैशांसाठी, लोभसाठी त्याला सगळं काही भेटतं. तर तसं काहीतरी होतं.
हं, हं. हं, हं. हो, का.
तर मला इतका राग आला, की मी 1-2 दिवस तरी, कसं तरी काम केलं. पण त्यांचं ते प्रेम प्रकरण बघून, त्यांचं ते लैला-मजनूसारखं राहणं बघून, ते मला कुठेतरी जमलं नाही. मी त्याच क्षणाला तो जॉब सोडला आणि त्या जॉब म्हणून निघून डायरेक्ट मी त्या ऑफिसच्याच बाहेर आलो. ऑफिसच्या बाहेर येऊन मला माहिती आहे, की मी आहे ना ते एक बस स्टॉप जे होतं. जिथून मी नेहमी बस पकडायचो, त्या बस स्टॉपवर बसलो. आणि मी खूप हताश होतो. मी लिटरली मला असं होतं ना, की मी जो डिसिजन घेतला होता. तो तो मला माहिती होता की कुठेतरी माझं चुकलंय. आणि अ, मला असं होतं की अरे म्हणजे
हं, हं. हं. हो का? हो. हं. अहो पण हो, नक्कीच तुमचा तो नक्कीच, म्हणजे तो डिसिजन तुमचा चुकला होता. तुम्ही तुमच्या बॉसला, म्हणजे तुम्ही संवाद साधला नव्हता का मग नंतर असं कधी झालं होतं तुमच्या सोबत तर, काही सलाह मशवरा म्हणजे काही?
हां. नाही. मी, मी नेहमीच मी त्या माणसाचं तोंड देखील नाही बघितलं होतं, कारण की, तो चांगला मित्रासारखाच होता माझ्या. आणि तो एका मुलीच्या प्रेमामुळे, आणि बोलतात ना, की अरे प्रेम होतं ठीक आहे. अरे तो ऑलरेडी मॅरीड होता, त्याला 2 मुलं होती, आणि ती मुलगी त्याच्यापेक्षा काहीतरी 12 वर्षांनी लहान देखील होती. तर अ, अशा सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये.
हं, हं. हो का? अरे बापरे! हं हं.
एकदम बोलताना अ, म्हणजे अशा अ, घिन येतील अशा गोष्टी होती. तर मी जेव्हा त्या बस स्टॉपवर बसलोय हे सगळं सोडून त्याच दिवसाला मी खूप फ्रस्ट्रेट होतो. मी डोक्याला हात लावून बसलो होतो.
हो ना. हं.
आणि त्या बस स्टॉपवर काय कारण की दुपारची वेळ होती, कोणच नव्हतं. सगळं ऑफिस वगैरे ह्या टाइमला आणि तिथे आहे ना माझ्या बाजूला एक माणूस बसला होता.
हो, समजू सक शकते मी. हो.
आणि यांना हं. तर मग तो माणूस एक जो होता ना, तो एक माझ्या बाजूलाच बसला होता, असा बस स्टॉपच्या एका साइडला बसला होता. म्हणजे माझ्या राइट साइडला मी लेफ्ट साइडला होतो असं. आणि मी डोक्याला हात लावून आणि असा बसलो होतो ना, की मी मान खाली घातली होती आणि माझे हात दोन्ही डोक्यामध्ये होते.
हं. हो का?
आणि मी अक्षरशः रडत होतो. की मला टेन्शन ते जॉबचं तर नव्हतं पण मला टेन्शन हे होतं की यार मी घरी आता कसं काय करणार? माझे ई-एम-आयज आहे, सगळं ते आहे. दुसरं जॉब शोधणं, चांगली सॅलरी होती, प्रमोशन नाही झालं. माझ्यासोबत लाईफमध्ये काय झालंय ना, का होतंय माझ्यासोबत वाय मी? असा प्रश्न पडत होता. आणि मग त्यानंतर आहे ना तो जो एक माणूस होता ना तो आला आणि त्याने अलगद माझ्या खांद्यावर हात ठेवला.
अरे. हो ना. हं. हो ना. मग?
आणि मग मी याचा त्याच्याकडे बघलो की बघितलं की अ, कोण आहे? तर मग तो मला विचारत होता, वयस्कर माणूस होता.
हो ना?
वय त्याचं साधारण आहे ना 64 होतं.
हो का! म्हणजे चौसष्ट पासष्ट हो.
सिक्स्टी फोर इयर्सचा माणूस तो. हां, 64 सिक्स्टी फोर म्हणजे 64 तसं पकडूया? तर मग त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला विचारलं की "बेटा क्या हुआ?"
हं, हं. हं, हं.
आणि मी त्याला असं बघितलं की आणि त्यांनी जसं विचारलं ना की "क्या हुआ, आप ठीक हो क्या? हाँ?"
हं, हं.
आप ठीक तो हो ना? आपको कुछ तकलीफ है क्या? आणि मला माहीत नाही का, तर त्याचा जो हात होता ना, तो हात जो माझ्या खांद्यावर आणि माझ्या डोक्यावर असा तो आईच्या हातासारखा जो हात पडला ना, काय माहीत माझ्या डोळ्यातून अश्रूच थांबत नव्हते आणि मी एकदम अ, रडलो त्याच्यासमोर.
हो. हो का? हो, का म्हणजे तुम
अक्षरशः माझ्या डोळ्यातून आहे ना, प हं, हं.
तो अनोळखी माणूस, कधी तुम्ही, तिथं बस स्टॉपवरती बघितलं नव्हतं का? म्हणजे अचानक जर असा कोणी आला, तर गोंधळासारखं होतं ना कधी?
हं, हं. हं, हं. हं, हं. अचानक. कोण येत नाही. नाही, नाही, नाही. काय होतं माहिती आहे? गोंधळ कधी होतो ना, जेव्हा तुमच्याकडून काही चूक झाली आहे, तुमचं काही मिस झालं आहे. बट जेव्हा तुम्ही
हं, हं.
तुम्ही तुटल्या आहेत, तुम्ही फ्रस्टेट आहे. तर तुमचं कोणी सोनंपण चोरून घेऊन गेलं ना, तरी तुम्हाला त्या टाईमाला फरक पडत नाही. कारण की जो तुमचा त्रास आहे ना, तो त्रास तुम्हाला तुम्ही नाही तुम्ही शांत राहतात आणि जेव्हा कोणी मायाचा हात जेव्हा तुमच्या अ, डोक्यावरून पडतो ना, तर तुम कोण आहे हे व्यक्ती मला माहीत नव्हतं. तर मी त्याला सांगितलं, की असं असं झालं. माझं प्रमोशन होतं. प्रमोशन त्या असं झालंय. माझी घरी आई आजारी असते. मला रेंटवर राहतो मी. आणि मला ते भाड्याच्या घराचे पैसे द्यावे लागतात. घरचा खर्च, आईचा खर्च, गावी भावाला शिक्षणासाठी पैसे पाठवावे लागतात. काय-काय करणार ना, मी. अ, माझी चुकी झाली का? तर त्या माणसाने आहे ना, असं डोक्यावर हात फिरवला आणि तो एक लाइन बोलला.
हो, ते पण आहे. हो. मग? हं, हं. काय?
की "बेटा, ये वक्त भी गुजर जाएगा."
हां. बरोबर.
ये वक्त भी गुजर जाय अ, तर याचा असं, तो जे हे बोलला ना, की "अच्छा दिन आता है ना, वो भी निकल जाता है. बुरा दिन आता है ना, वो भी निकल जाता है." म्हणजे तुमचे चांगले दिवस पण तुमचे आहे ना, ते जास्त वेळ नाही थांबणार आहे. ते पण निघून जातील. तुमचा वाईट वेळ ही जास्त दिवस नसणार आणि तोही निघून जाणार. तो बोलतोय की "बघ तू प्रयत्न कर, सगळं व्यवस्थित होणार. हा आज झालाय हा दिवस. हा रोज थोडी होणार आहे ना? उद्याचा सूरज -सूर्य वेगळा असेल." हं, हं.
हो, ना. हो, ना, बरोबर. म्हणजे बघा ना नक्कीच. नक्कीच. म्हणजे तो सल्ला किती महत्त्वाचा, तुमच्या परिस्थितीला साजेसं असं तो काहीतरी बोलून गेला. "ये वक्त गुजर जायगा" म्हणजे बघा ना, मग हा सल्ला ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये लगेच काही बदल झाले का हो? म्हणजे त्या क्षणी तुम्हाला काय वेगळं वाटलं आणि निर्णय तुमचा बदलला का मग तेव्हा?
आहे. त्याच क्षणाला माझ्यामध्ये काही बदल नाही झाला. पण ते शब्द माझ्या कानामध्ये होते. फक्त ते शब्द होते कानात. माझ्यात जे बदल वगैरे काही नाही झालं. मी जसा होतो तसाच होतो पण मला थोडं बरं वाटत होतं की 'कोणीतरी आहे यार.' म्हणजे असं असतं ना, की आता खरंच मला गरज होती कोणाची तरी आणि त्या क्षणाला तो माणूस होता तिथे. आणि मग मी त्याच्याशी जेवढं बोललो, तेवढं बोललो आणि त्याची जी लाईन होती, बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या. त्याच्यासोबत मी चहा देखील घेतला, त्याने मला सांगितलं की "ये बेटा, आपण चहा वगैरे घेऊया." आम्ही चहा घेतला, गप्पा झाल्या आमच्या. त्याला मी सांगितलं माझ्याबद्दल असं-बसं. आणि मला माहिती पडलं की तो एक साधा माणूस होता; बससाठी थांबला होता, घरी जायचं होतं त्याला आणि तो निघून गेला. इतकं सोपं होतं. पण जे गोष्ट त्यांनी मला सांगितली ना की ते "ये वक्त भी गुजर जाएगा." म्हणजेच मी विचार करत होतो, की "यार, आज हे झालंय, हे उद्या परत होणार आहे का? उद्या परत मी या ऑफिसमध्ये जाऊन हा जॉब सोडणार आहे का? नाही, आज झालं ते झालं, उद्या काहीतरी नवीन होणार आहे." तर मग मी प्रयत्न केला. मग मी त्याच्यानंतर माझा स्वतःचा बिझनेस टाकायचा प्रयत्न केला. स्वतःच्या बिझनेसमध्ये मला दोन-तीन महिन्यात त्रास गेला.
हं, हं. हं, हं. बरोबर. हो, ना. हो, ना. हम्म. हं, हं. हो, ना. बरोबर. हो, ना. अरे वाह! हं, हं.
त्यानंतर मी हाच विचार करत होतो की अ, "ये वक्त भी गुजर जाएगा ये वक्त भी गुजर जाएगा." आणि असं करता-करता 6 महिने गेले. त्याच्यानंतर कुठेतरी ग्रोथ व्हायला लागलो आणि त्यानंतर काहीतरी तो काळ उलटला आणि मी जिथे जॉब करायचो तशी स्वतःची कंपनी स्टार्ट करत मी त्याच्यामध्ये ग्रो केलं. माझ्याकडे लोकं जॉबला आले. आणि मग असं कुठूनतरी आहे ना, मी आज प्रत्येकाला जेव्हा मी कोणालाही त्याच्या वाईट टाईमामध्ये एकच बोलतो की "ये वक्त भी गुजर जाएगा." आणि चांगल्या वेळ जेव्हा चांगला वेळ असतो तेव्हा मी कोणाला हे असं फिलॉसॉफी देत नाही, की "ये वक्त भी" चांगला आहे ना वेळ तुझा, तर तू एन्जॉय कर. दुःखाचा जर असेल तर मी नेहमी सांगतो. तर ह्या गोष्टींचा जसं मी उल्लेख केलेला स्टार्टिंगला, की मी टॅटू केलंय, त्या माणसाची ती ओळ इतकी आवडली आहे, की मी माझ्या बोलतात ना फोरआर्म्सवरती लिहिलंय की "ये वक्त भी गुजर जाएगा."
हं, हं. अरे वाह! छान. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. अरे बापरे! हो का. खरंच तुम्ही टॅटू केलाय?
येस, हो.
म्हणजे बघा ना तो सल्ला, एक शब्द तुमचं पूर्ण आयुष्य जसं बदलून गेलं त्या एका शब्दाने, एका वाक्याने, एका सल्ल्याने नाही का? किती सुंदररित्या तुम्ही सांगितले तुमचे अनुभव. मग बघा कधी-कधी असं होतं ना हे अपरिचित जे आपण अनोळखी माणसं राहतात. त्यांच्याकडून तो आलेला सल्ला, सहसा असं वाटतं का एखाद्या घरच्या, ओळखीच्या व्यक्तीच्या सल्ल्यापेक्षा वेगळा असतो. तो वेगळा नेमका कसा असतो? तुम्ही त्याचा अनुभव कधी केलाय?
हं. हो, हो, हो, हो. हं. हं, हं. हं. बघा काय असतं ना, की अ, आपण एक्सपेक्ट तर हेच करतो, की आपल्याला सल्ला आपल्या घरच्यांनी द्यावा किंवा आपल्या मित्रांनी द्यावा. पण कुठल्या, काही क्षणाला त्या, त्या टाईमाला तुम्ही अशा जागेवर असता, की तिथं त्यांचं ते नसू शकतात त्या प्रसंगामध्ये. तर मग तिथे आहे ना काय बोलतात ना, की कोणीही येऊ शकतं, जसं की हा माणूस होता. अ, मग एखादा कोणीही माणूस, एखादी स्त्री, एखादा लहान मुलगा, कोणीही, कोणीही, कोणीही तुम्हाला काहीही शिकवण देऊन जाऊ शकतं. हे निसर्ग तुम्हाला काहीतरी शिकवू शकतो. तर तुमचं सूर्याकडे लक्ष आहे तर त्या सूर्याला बघून पण तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, की हा रोज येतोय. हा जितका तेजीने येतोय तितक्याच प्रेमाने हा आहे ना हा सूर्य सूर्य उदय बोलतात ना सनराईज होतं तर सनसेटही होतं ना?
हो ना. बरोबर. हं, हं. बरोबर. हो नक्कीच. नक्कीच सूर्योदय, सूर्योदय होतो तर सूर्यास्तपण नक्कीच होणार.
तर मग तशीच ती हां. सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीही होतंय. पण, पण तो रोज त्याचं एनर्जीने येतो. तर आपण कोणाचाही बोलतात ना ते म तुमच्यावर आहे, आपल्याला प्रेरणा देणारे लोकं खूप आहेत. सल्ला कोणाचाही असू शकतो. फक्त आपली मनस्थिती पाहिजे तशी. आणि मग तुम्ही अशा सिच्युएशनला माझी सिच्युएशन अशी होती ना, की त्या सिच्युएशनला त्याच व्यक्तीचं असणं गरजेचं होतं, मला तरी असं वाटतंय. त्या व्यक्तीतचं ते महत्त्व होतं, कुठेतरी माझ्या डेस्टिनीमध्ये लिहिलं होतं, की तोच येणार आहे.
बरोबर. हं, हं. हं, हं. हो ना. बरोबर. हो ना. म्हणजे बघा ना
माझी डेस्टिनी तशीच प्रिपेअर झाली होती. हं.
नक्कीचं. म्हणजे त्या एका अनोळखी माणसाने तुम्हाला सल्ला दिला आणि नक्कीचं तुमच्या घरचे आता सांगता येत नाही ती परिस्थिती कशी राहते? कोणती होती? घरचा व्यक्ती जर तिथं असेलचं हे काही शक्य नाही. तर नक्कीचं तो अ, अ, अनोळखी माणसाने जो परिचय जो सल्ला तुम्हाला दिला, जेणेकरून तो नक्कीच चांगला होता. मग आजकालच्या या धकाधकीच्या म्हणजे धावपळीच्या आयुष्यामध्ये असे-असे कोणते असे छोटे-छोटे अनपेक्षित सल्ले टिकून राहतात का तुमच्याकडून? आणि ते टिकण्यासाठी कोणते ट्रिगर काम करतात? म्हणजे वेळ, शब्द, भावना की परिस्थिती?
हं, हं. हं, हं. अं, हं. सगळ्याच गोष्टी.
हं, हं.
एकच गोष्ट. मी असं सांगेन की वेळ ही महत्त्वाची आहे. एखादा व्यक्ती जर त्याचा वेळ मला देतो आहे.
बरोबर.
एखादा व्यक्ती आहे, रस्त्यावर ज्याला मला भेटतोय, त्याचा वेळ देतोय तर ते मला खूप महत्त्वाचं आहे. कारण की आजकाल कोणालाही वेळ नाही आहे. एखाद्याच्या माझ्या परिस्थितीमध्ये कोणीही जर उभा राहून फक्त मला असा हात जरी देतोय, पैशाचा नाही फक्त हात जरी देतोय ना, तो हात महत्त्वाचा आहे. त्याचे शब्द महत्त्वाचे नाहीये. तो आधार महत्त्वाचा आहे. मग तो कोणाचाही असू शकतो. मग त्या व्यक्तीला काही जात नाही, धर्म नाही, त्याचा काही जेंडर नाही, त्याचं काही काय बोलतात ना कोणीही नाही. एखादा कुत्रा जरी येऊन माझ्या बाजूला येऊन बसतोय. मी उदास आहे आणि तो माझ्याकडेच बघतोय आणि त्याची शेपूट हलवतोय, माझ्याकडे येऊन तो आहे ना शेक हँड जायचा प्रयत्न करतोय स्वतःवरून. तर का करतोय तो? त्याला काय गरज आहे हे सगळं करायची? कदाचित त्याला कळतंय की याला काहीतरी झालंय. तर काहीही सांगू शकत नाही की कोण, कधी, कुठल्या रूपामध्ये एक देव माणूस आपल्याला भेटू शकतो.
बरोबर. हो ना. समजले. हं, हं. हं, हं. बरोबर.
फक्त तो देवमाणूस आहे ना, तो कुठल्याही रूपात येणार, ते आपल्यावर आहे की आपण त्याला कसं बघतो. आणि कसं त्या माणसाचा आपण जोही सल्ला असेल आपल्या आठवणीत, म्हणजे तो शब्दाने असू शकतो, एक्शन नी असू शकतो, कशानेही असू शकतो, तो आपण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन कसं पुढे निघू शकतो.
हं, हं. बरोबर. बरोबर, नक्कीच समजले मला. म्हणजे बघा ना, तुमच्या भावनाही पण त्यावेळेस खरंच अचूक होत्या आणि त्या माणसाने तुमच्याकडे यावं आणि तुम्हाला धीर द्यावं आणि त्या धीरामध्ये तुम्हाला एक सल्ला देऊन गेला, ज्याने तुमचं पूर्ण जगच बदललं. तुम्ही एक नवीन कंपनी उघडली. आज त्या कंपनीचे तुम्ही मालक आहात आणि तुमच्याकडे लोक कामाला मदतीसाठी येत आहात तिथं, नाही का एकंदरीत? मग बघा ना, असं जेव्हा होऊन जातं, तर खरंच तुमची परिस्थितीही बदलली आणि तुमचे इतके छान अनुभव खरंच माझ्या मला तरी वाटतं काही माहिती खरंच खूप महत्त्वाची होती आणि नक्कीच मला तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल. बोलूया आपण. धन्यवाद.
हं. हं. अ यस. मलाही तुमच्यासोबत बोलून खरंच खूप छान वाटलं, तुमचेही आभार आणि खूप-खूप धन्यवाद.